असं शक्यतो मी कोणाकडे तरी असं वचन घेतल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही आहे. पण कोणाची कमिटमेंट घेतली की, "बाबा, तू करशील" वगैरे हां.
म्हणजे आपण क कामामध्ये असं टीममध्ये बोलतो ना, की टीममध्ये असं बोललं जातं ना, की "हां, नाही, मी हे करून देतो." आणि त्याप्रमाणे ते काही हां, म्हणजे तेव्हा कसं असतं ते?
बरोबर ते घा हां. ते असं होतं, असं बऱ्याच वेळेला होतं. पण मग ते काय होतं, त्याचा एक दुष्परिणाम भोगलेला आहे. तो दुष्परिणाम असा होतो की आपल्यावर रिबाउंड होतं सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्ही कोणाला गृहीत धरता आहेत, तर ते त्यांच्याकडून ते हातावर करून देतात. सॉरी, मला नाही झालं. आणि मग आपल्याला एक्स्ट्रा टाईम घालून ते करून द्यावं लागतं. मग काही वेळेला
हं. हं, हं. पण मग ह्या अशा पद्धतीने तुमचा विश्वास कमी होत असेल समोरच्यावर?
हां. मग अ, त्या मग त्याच्यानंतर असं होतं ना, की दुधाने पोळलेला ताक सुद्धा फुकून पितो.
बरोबर.
आणि मग त्यावेळेस अ, का कुणास ठाऊक, पण अशी आता सवय लागलेली आहे की 80% आपण पूर्ण करायचं. आणि जर गरज असेल, तर 20% साठीच ती गरज असावी.
हं, हं. हां, हां.
मग तिथे जास्त कोणी हे नाही होणार.
पण असं तुम्हाला एका लिमिटपर्यंतच करता येईल. तुमची प्रगती झाली, तुम्ही अजून मोठे बॉस झालात, की बऱ्याच गोष्टी अ, द्यावेच लागतात आपल्या खालच्यांना काम करायला.
बरोबर. हो, मग तिथे त्यावेळच्या तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य त्या टॅक्टिक्स वापरता आल्या पाहिजेत. प्रत्येक वेळेला आपल्याला अ, श्रीराम नाही होतायेत, कारण आपण सत्ययुगात नाही आहोत.
अच्छा.

हो. <laughs> अच्छा. मग अ, म्हणजे अ, खात्री आहे म्हणजे आज जरी अ, काही कारणास्तव नाही जमलं, उद्या, परवा पण कधीतरी नक्की होणार. म्हणजे असं अ, कधी म्हणजे अ, समजा असे प्रॉमिसेस असतात ना, जे उद्या नाही करतायेत. म्हणजे समजा काहीतरी फंक्शन फंक्शनला वगैरे. कसली?
नाही झालं तर उद्या होईलच, होईल. हं. बरोबर. हो. असतात ना. आता माझ्याकडे स्ट्रॉबेरी केकची डिमांड आहे. माझ्याकडे स्ट्रॉबेरी केकच डिमांड आहे. पण स्ट्रॉबेरी अजून पाहिजे तशी मार्केटमध्ये आलीच नाहीये.
अच्छा. हं. पण ती पण कधीतरी येईल. पण मी असं विचारतीये, की समजा एखादा अटेंडन्स कम्प म्हणजे अ, प्रोग्राम आहे आणि माझ्या ह्याला यायचं आणि ते तुम्ही मिस केलत असं कधी झालंय? ते परत रिपेअर नाही करता येणार. <chuckles>
हां, मग ती जेव्हा येईल तेव्हा करणार. हां. बरोबर. नाही, देवाच्या दयाने आज हां, ते देवाच्या दयाने आजपर्यंत तरी झालं नाहीये आणि जेव्हा असं वेळ येतं, की मला तिथे उभं राहता येत नाहीये उपस्थित. तर आयदर मी टीचरच्या परमिशननी ते अनुपस्थिती तिथे दर्शवते. की टीचरलाच मेन्शन करते, की बाई असं-असं आहे किंवा मग त्यांचे वडील तिथे कंपल्सरी जातात.
हं. हं, हं. हां, हां. हां. अच्छा. म्हणजे असा कधी टाईम येऊनच नाही दिला, की अ, आपण त्यांना बोललोय आणि आई-वडिलांपैकी कोणीच नाही असं कधी खूप-खूप सुंदर गोष्ट आहे ॲक्चुअली. असं अ, मुलांसाठी असतं. त्यामुळे हो, हो, हो. हां.
पण मग दोघांपैकी एक. हो, हो. हां. असं नाही. कारण ते खूप इम्पॅक्टफुल असतं, जेव्हा तुम्ही म्हणता, की मी येणार आणि तुम्ही जात नाही. त्याचा खूप अ, मी म्हणेल की डीप इम्पॅक्ट जो आहे ना, त्यांच्या मनावर असतो. त्यामुळे त्यांना वाटतं, "अरे, हे तर आपण पण करू शकतो ना." मग ते आज नाही तर उद्या, ते कधी ना कधी ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतात मग. पण जेव्हा आपण म्हणतो, आपण आपल्या परीने पूर्ण द्यायचा प्रयत्न करतोय. तेव्हा मग ते पण पूर्ण द्यायचा प्रयत्न करतात.
<chuckles> हं, हं.

पण ते प्रोजेक्ट जर झालं.
पण आजकालचे म्हणजे आता तुम्ही तर मुलांना तशी सवय लागली आहे, पण तुम्ही बघाल म्हणजे अ, भले तुम्ही तुम्ही तुमच्या अ, अ, काय म्हणतात, जिद्दीने शब्द पाळायला बघतात, पण बाहेर कितीतरी लोकं असे मिळतात. आपले मित्र परिवारातले पण असे लोकं आहेत, की किती वेळा शब्द दिला जातो आणि अ, काही गोष्टी नाहीत असं म्हणजे सहज सोडलं जातं, म्हणजे असं वाईटही वाटत नाही. हां, हां, हां, हां.
हं. बरोबर. बरं. नाही होत. नाही होत इम्पॅक्ट इम्पॅक्ट वाईट येतो. त्याचा इम्पॅक्ट मी बघितलेला आहे माझ्या घरातच बघितलेलं आहे. आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना मी बजावलेल आहे, की जर तुम्हाला कमिटमेंट पाळता येत नसतील तर कमिटमेंट देऊ नका.
अरे बापरे! हां. हं. हं, हं, हं, हं.
सरळ म्हणजे पहिलाच तुम्ही हातवर करा, की मला हे जमणार नाही. मला मी मी प्रयत्न करीन पण मी तुला प्रॉमिस करत नाही. मग ते म्हणजे त्या त्यांचं अ, जो जॉब प्रोफाइल आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना हे सगळं नाही जमत करायला आणि मग पण त्याचा मुलांच्या ह्याच्यावर खूप वाईट परिणाम होतोय.
हं, हं. अच्छा. हं, हं, हं हं. हं, हं. बरोबर हां, म्हणजे शब्द दिलेला पाळला पाहिजे आधीपासून घरी. हां, हां, हां.
मग मी त्यांना म्हणते ॲट लिस्ट तुम्ही कमिटमेंट नका देऊ ना. तुम्ही म्हणणार नाही, नाही आपण रविवारी बाहेर जाऊया आणि कळतंय तुमची रविवारी मीटिंग आल नाही तुम्ही मीटिंगसाठी निघताय. मुलांचे चेहरे एवढी-एवढीशे होत आहेत.
म्हणजे एकदम हलक्यामध्ये नाही घेतला पाहिजे स्वतःच्या वचनांना. स्वतःच किंमत दिली नाही, तर मग दुसरे कसे देणार? बरोबर की नाही?
हिंमत नाही दिली. कसे आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा पण मी त्यांना अशी दोषी नाही म्हणणार, कारण आज त्यांचं जे काम आहे त्यांचं ज्या प्रकारचं कामाचा आवाका आहे किंवा जे प्रकारचं त्यांचं जॉब प्रोफाइल आहे.
फक्त पण बोललं पाहिजे व्यवस्थित. हां, हां.

बरोबर. तर हे झालं मुलांच्या बरोबर आपण जे अ, वचन पाळायचं बोलतोय. असं अ, इतरांबरोबर, बाहेरच्यांबरोबर, ऑफिसवाल्यांबरोबर, त्यांच्या बरोबरच काय सांगाल? हं, हं.
हं, हं. होतं, बऱ्याच वेळेला होतं. आता एक सिच्युएशन अशी होती माझ्या ऑफिसमध्ये, की मला एक डेडलाईन दिली गेली होती आणि माझ्याकडनं कमिटमेंट घेतली गेली होती आणि मला मी जेन्युइनली मला ते करायचं होतं पूर्ण, पण समहाऊ माझ्याकडे थोडेफार मेडिकल रिस्ट्रिक्शन्स काही होते घरामध्ये मग सीनियर सिटीझनच्या आमच्या त्याच्यामुळे मला ती डेडलाईन कंप्लीट नाही करता आली. सो मी तिकडे जाऊन प्रांजळपणे माझे जे काही सीनियर होते त्यांना सांगितलं, की आय एम रिअली सॉरी पण अ, हवं तर तुम्ही माझं हे पुढे नका पाठवू माझ्या ऐवजी जर दुसरं कोण जात असेल तर जाऊ द्या, पण अ, माझ्याकडनं ते होत नाहीये, कारण माझ्या घरी अशी-अशी एक अडचण आहे आणि आता मला ते अ, पॉसिबल नाही तुम्ही जर हवं थोड मला एक्सटेंशन देत असाल तर मी नक्की प्रयत्न करीन पण त्यात पण मग प्रयत्न करीन हा भाव येतो, की करीनच हा नाहीये.
हं, हं. अच्छा. अ, बरोबर. अच्छा. अच्छा. अच्छा. हं, हं. हं. हां म्हणजे पूर्ण हां. म्हणजे खात्री देता येत नाहीये, अच्छा.
पण काही गोष्टी माझ्या हातात नाहीयेत, तर माझ्या माझ्या आवाक्याच्या त्या बाहेर जाणाऱ्या आहेत आणि जे मला पहिलं वाटलं होतं की नाही बाबा मी होऊ शकेल पण आता मला अनुभव आला, की त्या नाही
बरोबर हां. हं, हं. मग ते स तुमच्या सीनियरचं काय रिएक्शन होतं कारण की तुम्ही तर अ, वचन दिलं होतं पण तुम्हीही व्यवस्थित एक संवाद चांगला साधताय, अ, तुम्हीही त्याला अ, काय म्हणतात ना, असं नाही की ते मीच करणार वगैरे असा पण काही लोकांचा हट्ट असतो अ, तसं पण अ, चू म्हणजे अ
बरोबर. बरोबर. बरोबर. नाहीये त त्याच्याबद्दल म्हणजे मला आता संध्याकाळी मिळालेली एक पोचपावती अशी आहे, की "ओके तुला आपण अजून थोडा वेळ देऊया तू बघ या 15-16 तारखेपर्यंत तुला काही जमतंय का?
हां, हां. हां, हां. अच्छा.
जमत असेल तर वेल एंड गुड अदरवाइज आपण अ, मग मग बघू आपण पुढे कसं करता येईल त्याविषयी," पण पण जे प्रामाणिकपणे जे काही आहे ते जर का समोर मांडलं तर ते वचन मोडल्या गेलं याचं दुःख होत नाही पण समोरच्याने प्रामाणिकपणा दर्शवला याचा आनंद लोकांना होत असतो.
हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.